आराम आणि चांगलं दिसणं, मला आधी सांगा, ह्या 2 गोष्टींमध्ये काय फरक आहेत?
<chuckles>
<chuckles>
सगळ्यात मोठी गोष्ट कसं ना, की अ, आराम म्हणजे काय, की तुम्ही जे कपडे घालता या जसं तुम्ही वागता, त्याच्यामध्ये तुम्हाला किती कम्फर्ट भेटतो, त्याचं मनाला छान वाटतं आणि अ, मला असं वाटतं, चांगलं दिसणं हे गरजेचं असतं अगदी खरं.
हं. अरे वा! हं.
पण हे कायम अ, राहिलं पाहिजे, हे पण काही हे नाही. का की चांगलं दिसणं हे कधी अ, अ, वाटतं माहिती आहे तुम्हाला? तुम्ही कोणत्यातरी पार्टीमध्ये गेला, कुठल्या कार्यक्रमामध्ये गेलात, तर तुम्हाला चांगलं दिसायचं, का की लोकं तुम्हाला बघतात. पण जेव्हा आरामाने अ, आरामाचं असेल, आता मी तुम्हाला सांगतो, की तुम्हाला कोणीतरी सांगितलं, की "एक यात्रा होणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला 8 तास बसायचं आणि तुम्हाला कोणी म्हणेल, की साडी घाला." तुम्हाला चालेल का? नाही ना? तुम्ही म्हणा, "नाही, मी सलवार-सूट घालते, त्याच्यामध्ये मी चांगली दिसणार आहे आणि मला च आरामही भेटणार आहे."
हां, हां. अच्छा. <chuckles> नक्कीच.
तर त्या हिशोबाने आपण अ, जेव्हा आपली परिस्थिती येते, त्या हिशोबाने आपण आराम आणि चांगलं दिसणं ह्याला अ, तोल सावरू शकतो, नाहीतर मग वेगळं-वेगळं करू शकतो, की आपल्याला आत्ता आराम पाहिजे. आपण नंतर बघू, आपण चांगले कसे दिसू आपल्याला कसं दिसायचं आहे.
हं. हां, अनुभव तुम्ही कधी स्वतः घेतलाय का? असेन तर मला शेअर केल्यास आवडेल मला ऐकायला.
अरे! अ, अं, अ, मी तुम्हाला सांगतो अ, मी कंटेंट क्रियेटर आहे.
अरे वा!
हो.
म्हणजे तुम्ही आता मॉडर्न जगाचे कुणीतरी आहात सोबत, की जेणेकरून हे सगळं मॉडर्नायझेशन चाललंय, सोशल मीडिया त्याच्या अगदी प्रवाहात आहात म्हणायचे तुम्ही.
<laughs> पण मी हे नाही म्हणू शकत की माझ्यामुळे लोकांच्या घरामध्ये भांडणं होतात. <laughs>
हां, मग चांगली गोष्ट आहेत ना, म्हणजे कसं आहे, की आपण मॉडर्नायझेशनचा निगेटिव्ह अर्थ नको घ्यायला. कारण काय असतं ना, नाण्याला दोन्ही पण बाजू असतात. अ, त्यामुळे आणि कंटेंटमुळे काही अ, वाईटच होत असेल असं नाही. कंटेंटमुळे खूप काही चांगल्या गोष्टी घडता आहेत, जसं की अ, आता बरेच काही सांगू शकतो आपण. पण मला तुमचा अनुभव ऐकायला जास्त आवडेल.
अ, हां. आणखीन काय? अगदी खंर. चांगलंही होतं. हां, हां, मी सांगतो. अ, तर माझा एक ट्रिप होता, अ, ज्याच्यामध्ये मला व्लॉगिंग करायची होती आणि माझं कंटेंट क्रिएशन पर्सनल नाहीये. मतलब मी पर्सनल लेव्हलवर नाही करत, मी कंपनीसाठी काम करतो. त्या त्याच्यासाठी मी कंटेंट क्रिएटर आहे आणि त्याच्यासाठी मी कंटेंट क्रिएशन करून घेतो. तर मला सांगितलं होतं, की "8 तासांची जर्नी राहणार आहे आपली. त्याच्यामध्ये तुम्हाला व्लॉगिंग करून घ्यायची आहे." आता मी म्हणालो, "8 तासांची जर्नी, त्याच्यामध्ये मी व्लॉगिंग करायची, म्हणजे मला छान दिसायला पडेल."
हं. अरे वाह! अच्छा. अरे वाह! मस्तच. हं. <laughs>
अगदी. आणि मग ते मला हेच म्हणाले, बोलले ना "हां, तुम्हाला छान दिसायचं आहे. आम्ही तर लोअर टी-शर्टमध्ये पण येणार, तर चालेल." म्हणालो "यार, मी नेमकं छान दिसू आणि तुम्ही लोअर टी-शर्टमध्ये पण कॅमेरामध्ये आलात, तर चालेल कसं?" तर ते म्हणाले, की "तुम्ही फेसना, तुम्ही अ आमचा फेस राहणार आहे."
हो.
तर मग तो क्षण आला, की यार आता ना, आराम हवा, का की 8 तास तुम्ही अशी टाईट जीन्स, असं टाइट टी शर्ट घालून बसणार आहे का? नाही ना.
हं, नक्कीच त्रासदायक असेल ते आपल्यासाठी.
अरे, भयानक त्रासदायक राहणार ना, मग तुम असं वारं लागलं, तर मग तुमच्याकडे जॅकेट नाही, काही नाही, कसं झालेलं तुमचं? तर मग मी काय केलं, की चला आपण प्रयत्न करू, की आपण काय करू शकतो? तर मी थोडीफार रिसर्च केली आणि मी एक को-ऑर्ड सेट बघितला. आज-काल नवं चाललेलं आहे. पहिले महिलांमध्ये होतं को-ऑर्ड सेट, आज-काल मुलांमध्ये को-ऑर्ड सेट चाललं आहे.
हो. हो. <laughs> अरे वाह! म्हणजे हा दिवाळीनंतरचा ट्रेंड वाढायला लागलात जरा जास्त, दिवाळीआधीपासून जरा.
आणि <laughs> अगदी अगदी खरं, अगदी खरं. तर अ, ते अ, एक प्लॅटफॉर्म आहे, तिथंना एअरपोर्ट को-ऑर्ड सेट भेटतात. त्यांच्यामध्ये असं डिफाइन केलेलं आहे, की तुम्ही एवढं हे को-ऑर्ड सेट घालाल तुम्ही एअरपोर्ट सारखं लूक येणार तुमचा. तर मग मी ते मागवून घेतलं आणि मस्तपैकी ते असं 2 शेड्समध्ये होतं, लाईट ब्लू आणि अ, डार्क ब्लूमध्ये.
हं. अच्छा. मस्तच. अरे वाह!
आणि मी मस्तपैकी कॅप आणली. कॅप तर मी असंच मार्केट मधून आणली ₹180. का की त्याच्यावर जास्त पैसा नव्हता करायचा खर्च.
<laughs> नक्कीच.
म्हणून का की एक असा क कूल लूक येतो की आउटिंगसाठी निघालेत. तर ना अ, त्या क्षणी मी आरामाचा आणि चांगलं दिसण्याचा दोघांचा तोल अ, सावरण्याचा प्रयत्न केला. का की काय असतं ना, अ, आता तुम्हाला व्लॉगिंग करायची म्हणालं कोणी, तर माझा कॅमेरामन माझ्या कॅमेऱ्याच्या पाठीमागे राहणार आणि मला मस्तपैकी सर्वांना घ्यायचंय, माझ्या सर लोकांशी बोलायचंय. आता मग माझ्या सर लोकांशी पण मला छान दिसायला पडेल. का की मी तर कंपनीचा फेस वावरतोय ना. त्याच क्षणी मला त्यांच्याहूनही जास्त मस्त आणि काय म्हणतात ते, असं एकदम अट्रॅक्टिव्ह दिसायला पडेल. तर मग मी प्रयत्न केला की त्याला को-ऑर्ड सेट घालतो आणि नेमकं ते माझं सक्सेसफुल झालं. मी को-ऑर्ड सेट घेतला. मस्त असं कम्फर्टेबल होतं, ब्रीदेबल क्लॉथ होतं त्याचं. त्याच्यानंतर मस्त हातावर 1 ब्लॅक बँड घेतला होता, गळ्यामध्ये एक छोटासा अ, पेंडंटवाला लॉकेट घेतला होता. अ, सिल्व्हरच्या चेनबरोबर. तर जेव्हा तुम्ही चांगले दिसता आणि तुमच्याबरोबर आरामही असतो त्या कपड्यांमध्ये, तर तुमचा आनंद ना एकदम असं सातव्या आसमानावर म्हणू शकतो आपण की हा मस्त मज्जा.
हो. हो, हो. हो. हो. नक्कीच. अरे वाह! <laughs> खूपच छान. आणि याने काय होतं का, की बघा, तुम्ही चांगलं पण दिसत आहेत. आता तुम्ही एवढा छान लूक बनवलात, तुम्ही केलात आणि आता तुम्ही चांगलं पण दिसत आहात, तुम्हाला आरामदायक आहेत, याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं का, की तुमचा आत्मविश्वास वाढला असेल?
अ, मला असं वाटतं ना, की तुम्ही जेव्हा कम्फर्टेबल राहतात वा एक असा हेतू साधायला पाहिजे, की कपडे छान पण अ, तुमची अ, जो शारीरिक रचना म्हणतात आपण, हे आपापलं मन असतं, ते एकदम आरामाने राहायला पाहिजे. त्याला हे नाही, की अरे यार, ही जीन्स टाईट होतेय, त्या अ, पॅन्टमधून मला ना, तो माझा वॉलेटच चुभतोय, तर तुमचं खूप अ, गरजेचं असतं. म्हणून आज-काल मुलांमध्ये पण साईड-बॅग्स वगैरे वाढल्यात, की त्याच्यामध्ये ते पर्स आणि फोन ठेवतात, तर त्यांचे जवळचे जे पॉकेट्स असतात, ते फ्री राहतात. त्यांनाही का की आज-काल ना अ, हल्लीच्या लोकांमध्ये ना, चांगले कपडे घालण्यासोबत ना, आराम खूप गरजेचा झालेला आहे. का की आज-काल ना, शेड्युल खूप हेक्टिक असतं, तर आपण प्रयत्न करतो की यार, कुठनं तरी आराम आपल्याला भेटला, तर आपलं मन शांत होणार, आपल्याला बरं वाटणार. तर त्या हिशोबाने मला असं वाटतं, आपण अ, कदाचित आराम आणि चांगल्या कपड्यांवरही लक्ष देऊ शकतो. पण असं असतं ना, की आपण कुठे गेला, तर त्या हिशोबाने मग कपडे तुम्हाला बदलून घ्यायला पडतात.
हं. <chuckles> हो. नक्कीच. बॅलन्स करायला पाहिजे. हं. नक्कीच. मला मग आता असं सांगाल की ऑफिसमध्ये जायचंय आपल्याला, त्यावेळेस आपण कशाला प्राधान्य द्यावं कपड्यांना की मग आपल्या चांगल्या दिसण्याला?
अ, <laughs> माझ्या हिशोबाने दोघांना द्यायला पडेल का की अ, जेव्हा तुम्ही
<laughs> अ, नक्कीच. मग हा बॅलन्स आपण कसा साधू शकतो.
हां, हां, हां. जेव्हा ऑफिसमध्ये जातो ना आपण, तर तुम्हाला एक फॉर्मल ड्रेस घालायला पाहिजे, का की तो तिथला एक अ, ड्रेसकोड असतो. भले तुम्हाला ऑफिसमधनं कपडे भेटले नाही. तर पण तो ड्रेसकोड असतो. फॉर्मल शूज किंवा फॉर्मल शर्ट, पँट्स आणि अ, एक वॉच. मला असं वाटतं ना की जेव्हा तुम्ही अ, कुठल्याही ठिकाणी जातात, ती पद्धत आपल्याला अ, मतलब तिथली जी रीतीभाती असते, त्याच्या हिशोबाने आपल्याला वावर. तो एक डायलॉग आहे जैसा देस वैसा भेस. तर तुम्ही जर आफ ऑफिसमध्ये गेला, तर फॉर्मल घाला. मस्तपैकी एकदम छान दिसा. तर तुमच्या अ, दिसण्यावरनं जेव्हा मी तुम्हाला सांगतो, मी प्रोडक्शन इंचार्ज होतो.
हं. नक्कीच. येस. <laughs> खूपच छान! हां.
तर अ, जेव्हा अ, मी फ्लोरवर निघायचो ना, तर लोकांना वाटायचं की यार हा मालकासारखा वार अ, वावरतो की मस्तपैकी छान कपडा, प्लेन अ, शर्ट असतो, डार्क पँट असते. माझे जे शूज असतात, ते एकदम स्पोर्ट्स शूज असतात, पण ते सेफ्टी शूज असतात. म्हणजे ते फॉर्मल शूजच पण ते अ, असे स्पोर्टी लूक आणि अ, अ, सेफ्टी, का की प्रोडक्शन फ्लोरवर सेफ्टी शूज अ, खूप गरजेचे असतात.
अरे वा! हो, हो. हो, कंपल्सरी असतात आय थिंक कंप कंपन्यांमध्ये.
अगदी खरं. मग कंपनी देते ते थर्ड क्लास जोडे, तर आपण अ, छान घ्यायचे. का की आपल्याला आपली स्टाईल सा अ, सावरून ठेवायची आहे ना, की आपल्याला आपलं चांगलं दिसलं पाहिजे आणि मस्त राहायला पाहिजे. तर मग-मग त्याच्या हिशोबाने जर तुम्ही पाहिलं गेलं ना, तर मग तुम्ही हर, अस अ, हर, आस्पेक्टवर तोल सावरा तुमचा की तुम्हाला कसं दिसायचंय? छान दिसायचंय, काय वावरायचंय? कोणाशी बोलताय? कसं बोलताय? तुमच्या अ, कपड्यांमधून तुमचा ॲटिट्यूड, तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स दिसायला पाहिजे. का की जेव्हा तो कपड्यांमधून बाहेर येतो ना, तेव्हा तुमचे जे शब्द येतात ना, त्या शब्दांमध्ये लोकं तुमच्याशी इंटरॅक्ट होतात. आणि तेव्हाच तुम्ही म एक अ, असं अ, काय म्हणतात त्याला? की एक असं अ, आपल्या अवती-भोवती एक औरा निर्माण करू शकणार.
<laughs> हो. नक्कीच. खूपच छान.
आणि तो खूप गरजेचा असतो.
अरे वा! हो. बघा, आपण हे सगळं आत्ताच्या नवीन जगाला, युगाला चालेल, साजेसं असेल असं असतं. पण आपण जरा इथून गावाकडे जाऊया. ग्रामीण भागामध्ये ना, ह्या कपड्यांवरती जरा जास्त अ, काय म्हणता येईल त्याला, दबावासारखी परिस्थिती असते, एक नियमबद्धता असते, नाही का? तर मग ह्या नियमबद्धतेबद्दल मला सांगाल का काही, की आपण कसं करावं?
हो, हो, हो, हो. <laughs> अ, मला असं वाटतं. जेव्हा आपण गावाकडे जातो. तर ते गावाकडे कसं असतं ना त्यांचं अ, काय म्हणतात सांस्कृतिक दबाव असतो आणि त्यांची अपेक्षा असते. तर त्या अपेक्षांना आपण कसं आता मी तुम्हाला सांगतो की मी गावाकडे गेलो कधी. माझं गाव आहे, माझं शेत आहे तिथे. अ, तर तिथे माझे मोठे काका शेत वगैरे सांभाळतात आणि आजी-आजोबा होते ते गेले. तर आता तिथे ना सीमा कशी असते मी तुम्हाला सांगतो आ, मुलांचं काय मुलं शर्ट पॅन्ट गेले घालून गेले ना तरी चालतं त्यांना. पण आता मी माझी बायक माझं लग्न झालं ना, तर माझी बायको सिंधी आहे, अ, लव्ह मॅरेज आहे. तर माझे आई-बाबा काही नाही म्हणत. पण त्यांना असं वाटतं, की "जर तू गावी गेली ना बाळा, तर तुला साडी घालायला पडेल." तर ती माझी बायकोला बिलकुल नाही आवडत.
हं. हो. हं, हं. अरे वा! हो ना. अच्छा. तेच तर.
मग ती म्हणते की नाही साडी तर घाला पडेल, आपल्याला जायचंय गावाला. तर मग जेव्हापण ती जा गावाला जाते ना. तर ती माझ्याकडे प्रचंड तांडव करते माझ्या डोक्यावर. मग मी मग
<coughs> हां, <coughs> मग आपल्याला हा बॅलन्स कसा करावा लागेल?
काय बॅलन्स नाही करून घ्यायचा. तुम्ही अ, तुम्ही फक्त मी खरं सांगतो मी एवढी मस्त ट्रिक झालेली आहे ना, माझी सवय झालेली. आता ती मला तांडव करते ना तर तिला म्हणतो, "तुला काय हवंय? मला फक्त एवढं सांग." तर मग ती म्हणते ब आम्ही आपण ते खेळतो अ, बार्टर सिस्टम, की "तू तिथे छानशी रहा, साडी वगैरे घाल, तर मग मी तुला एक ₹10-15 हजार देणार, तुम्ही शॉपिंग करून घ्या." "चालेल." तर ते तसं मी पै पैशामध्ये ना ते करून घ्यायचं. मला असं का की ना काय असतं, मी माझी बायको ना अ, ग्राफीक डिजायनर आहे. आहे तिची सॅलरी खूप फार छान आहे मस्त. पण मी तिला खर्च नाही करू देत.
मग? हम्म. अच्छा. <laughs> ही भारी आयडिया आहेत. मला आवडली. अरे वाह! हम्म.
ताकी आपल्याला भविष्याचा तोल सावरायचा असतो आणि आपल्याकडे खूप काही अ, पुढे जाऊन जब जबाबदाऱ्या असतात. तर मग असं असतं. तर तिला मी म्हणतो, की "एवढा पैसा भेटेल तुम्हाला." तर बोले "पक्का." म्हणलं, "हो प्रॉमिस." तर मग मस्तपैकी ती पट, पट, पट, पट, साडी घालते आणि तटा ताट आईबरोबर हां आई, चला चालेल आपल्याला आपण निघू शकतो. तर मग त्या तुम्हाला ना परिस्थितीला कसं सांभाळून घ्यायचं ना, ह्याच्यासाठी तुमच्याकडे ना अ, सदैव प्लॅन ए आणि प्लॅन बी पाहिजे.
हो, नक्कीच. <chuckles> <chuckles> अरे वाह! खरंच खूपच छान. मला आवडला पण तुमचा प्लॅन हं. खरंच आवडलात. <chuckles>
<chuckles> प्रयत्न असतो तसं करायला पाहिजे.
नक्कीच आणि मग माझ्यासाठी काही सल्ला असेन का? की बघा मी ऑफिसमध्ये असेल, लग्नात असेल किंवा नोकरीत असेल. माझ्यासाठी नक्की मी काय करावं? आराम महत्त्वाचा द्यावा, की अ, कपड्यांना महत्त्व द्यावं? चांगलं दिसण्याला महत्त्व द्यावं? आणि सोबतच माझा वेळपण कमी झाला पाहिजे. म्हणजे नाही का आता ह्या सगळ्या गोष्टी घालण्यामध्ये साडी घालण्यामध्ये जरा जास्तच वेळ जातो. मग वेळ पण वाटला पाहिजे वाचला पाहिजे आणि बजेट फ्रेंडलीपण असायला पाहिजे. ह्या सगळ्याच टिप्स मला द्या तुम्ही. म्हणजे मी त्या फॉलो करेन.
आ. <chuckles> आह! अगदी देणार. मग मी तुम्हाला म्हणू शकतो, की तुम्ही काय करू शकतात ना, की अ, सुम सर्वात मोठी गोष्ट आहे ना, तुम्ही त्या अ, जागेची गरज आणि संदर्भाला समजून घ्या. तिथे तुम्हाला कसं अ, वावरायचं आहे. जसं ऑफिस आहे. ऑफिसमध्ये आपण ऑफिसचे कपडे घाला, अ, फॉर्मल्स येऊ शकतात आणि मग जेव्हा बाया असतात त्यांच्यासाठी, सलवार-सूट कंपल्सरी असतो, या मग त्यांच्यासाठी पण फॉ फॉर्मल शिवून देतात कंपनी. जेव्हा तुम्ही ऑफिसमध्ये एक प्रेझेंटेशन अ, मतलब एक प्रेझेंटेशन टेबलवर बसतात. जिथे तुम्हाला लोक बघ बघतात. तर तुम्हाला तसं अ, वागायला पडतो. त्याच्या हिशोबाने पण
हं. अरे वाह! हं. हं, हं.
राहायला पडतो. आणि मला असं वाटतं ना, जो बाई माणूस असतो ना, त्यांना कपड्यांचा खूप अगदी सविस्तर नॉलेज असतो आणि ते त्यांना असं इव्हेंटच्या हिशोबाने खूप छान-छान कपडे घालतात ते. पण त्या आता तुम्हाला अगर मी असं अ, टीप्स द्यायला गेलो, तर मग आरश्याला मतलब आरसा दाखवण्याची ती येईल की तुम्ही बघा, तुम्हीच करू शकता. पण मी तुम्हाला तरीही सांगतो, की आपल्याला 3, 2-3 लक्ष ठेवायला पाहिजे. पहिलं काय, बेसिक फिट
हं. <chuckles> हो ना. हां, हां.
तुम्ही ना, तुम्ही स्वतःला बघून घ्या, की मला माझ्यावर काय फिट होत आहे आणि कुठे, कसं मी दिसते. ते कम्फर्टेबल आहे की नाही? नेमकं अगर तुम्हाला असं वाटतं आहे कोणाच्या फंक्शनमध्ये तुम्हाला जायचं आहे आणि साडी नाही दिसत आहे छान. एक प्रकारचा कॉर्ड सेट घ्या. आज-काल बायांना तो मतलब खूप जास्त अ, फॅशन झालेली आहे. आणि अ, वन पीस घालू शकता, ते जो लाँगमध्ये वन पीस येतात आज-काल, त्याच्यामध्ये 1 दुपट्टा येतो. मला एवढं माहिती आहे, का की मी माझ्या आई अ, अ, बायको आणि माझे सासूबाई, यांचे कपडेपण मीच निवडतो. म्हणून मला हे थोडासं ट्रेंड माहिती आहे त्यांचा, तर त्याच्या हिशोबाने असतं. आणि अ, सगळ्यात मोठी अगर तुम्हाला असं वाटतं आहे की हा जो इव्हेंट आहे लग्नाचा. तो 2 ते 30 ता 3 तासाची जास्त होणार आहे. 5 तासाचं, 6 तासात. तर माझं म्हणणं आहे की कम्फर्टेबिलिटीवर जास्त लक्ष द्यायचं आणि त्याला थो थोडंफार फॅशन आणि अ, चांगलं दिसण्यावर इन्क्लूड करायचं, कारण तुम्ही लोकं आता मेकअप केला तर तुमचं असं सॉर्ट होतो ना सर्व. तर तुम्ही त्या हिशोबाने अ, करू शकतात, पण अ, तास, जेवढे तास तुम्ही तिथे राहणार आहे त्याच्यावर पण लक्ष ठेवा. तर तुम्ही त्या हिशोबाने आरामासारखं करू शकता, ते आरामापेकी करू शकतात. मतलब असं ना की आराम करायचा आहे, तिथे सात 5-7 घंटे थांबायचं आहे. तर तुम्ही ते कपडे आज निवडा ज्याच्यामध्ये तुम्हाला आराम वाटतो.
हं. हं, हं. हो ना, खूपच. हो. हं, हं. अरे वाह! खूपच छान. हं, हं. हं. <laughs> नक्कीच मला खरंच इतकं छान टिप्स दिल्यात तुम्ही आणि जे काही तुम्ही ती बार्टर सिस्टम वापरली. ती पण माझ्या आयुष्यात मी नक्कीच वापरेल आणि तुम्ही ज्या टिप्स दिल्यात लग्नाच्या, नोकरीच्या अ, ह्याही ठिकाणी मी नक्कीच आता मेकअप करताना, ड्रेस निवडताना तुमची आठवण काढेल. तुमच्या टिप्स लक्षात ठेवेन. खरंच मला तुमच्यासोबत बोलताना, चर्चा करताना, खूप छान वाटलं, हं.
<laughs> मी प्रयत्न केले. <chuckles> <laughs> मला पण मला पण खूप आवडलं तुमच्याशी बोलून, मज्जा आली. थॅंक यु सो मच. आ, हां, धन्यवाद.
खरंच मज्जा आली. धन्यवाद.